वाम अ, अरे बापरे! एवढा विचार. अ, आता जे काय म्हणतो ना मग जर एवढंच होणार असेल तर मग होण्या अ, होणाऱ्या पुढे काय करायचं आपण? घ्यायची जी ठरलेलीच मजा घ्यायची मग. <chuckles>
<laughs> मग? अ, बरोबर. खरंच, खरंच. जाऊ द्या हो. तर तेव्हा आपण तिथे थांबायचं आणि मस्त ती अ, रोटी आणि आमटी.
म्हणजे कधी-कधी असं होतं ना एखादी गोष्ट असतेच ठरलेली मग अ, म्हणजे त्याला हरकत नाही. म्हणजे कधी-कधी मग त्या गोष्टीही सोडून द्यायचे. त्यातून जे राहिलं आता म्हणजे टायर अ, खराब जरी हे लक्षात ठेवलं असतं. तर ते नेहमी एक वाईट अ, स्मरण झालं असतं. पण मला ती चव लक्षात राहिली. तो माझा एक आनंदाचा क्षण म्हणता येईल, ॲक्चुअली. <laughs> हो, हो.
अ, हो, हो. नक्कीच. बरोबर, हो. नक्कीच, नक्की. <chuckles> खास क्षण तो चव, जी चव तुम्हाला आजपर्यंत भेटली नाही. तुम्ही विचार करा ना. मग असं कधी तुमचं मन झालं नाही का, का अजून जावं तिथे? तीच चव अजून एकदा घ्यावी?
नाही, नाही. नाही. नक्की कळलं नाही ना. म्हणजे आम्ही त्या आम्ही नेहमी ह्याने जातो, ट्रेनने जातो सहसा. म्हणजे अ, बसने कसं जरा अवघडल्यासारखं होतं ना. म्हणजे कसं रात्री झोपलो की लगेच सकाळी उतरतो ना आपण. झोप काढल्यावर गावात उतरतो. मग तो प्रवास चांगला होतो. बसचा प्रवास जरा अवघड होतो. बसून वगैरे. आता आलेत स्लीपर्स वगैरे आणि तोपर्यंत आता ती टपरी राहिली पण नसेल. <chuckles> काय माहिती? मोठे झाले असेल. अ, हॉटेल झालं असेल, काहीही झालं असेल, माहित नाही. हं, हं.
हां. हो. हो. हो. नक्कीच ना. हो. खूप आता वर्ष झाले ना आता. टपरीचा हॉटेल हो. नक्कीच, नक्कीच. मग बघा ना जेव्हा असा प्रत अ, प्रवास करायचा असेल आणि त्याच्यामधले काही स क्षण आपले म्हणजे स्वर स्मरणात ठेवायचे असतील. तर काहीतरी असं तुम्ही सल्ले देणार? काहीतरी छोटे-छोटे असं अ, टिप्स देणार का जेणेकरून आमचे लोक पण तसा तो ते फॉलो करतील?
हं. हं.